नक्कीच, मला वाटतं स्मार्टफोनमुळं सर्व आपली दिनचर्याच बदलली आहे, नाही का? आधी कसं फोन वगैरे नव्हते एवढं. अ, असले तरी ते कीपॅडचे जेव्हा होते, तर एवढं आपण डिपेंड नव्हतो त्याच्यावर. तर मला वाटतं आपला दिवस जो आहे पूर्णतः अ, बदललाच आहे. जसं बघा ना, आपण सकाळी उठतो, तर अ, आपला अलार्म जो लावलेला असतो, स्मार्टफोनवरच लावलेला असतो. त्या अलार्मच्या घड्या यायच्या बघा आधी मोठ्या अशा, ते वाजायचं जोरजोरात. ते पण बंद झाल्या कुठेतरी, वापरत नाही जास्त खूप कमी वापरतात. आणि ते एक झालं दुसरं काय आता स्मार्टफोनवरच सर्व काही फीचर्स वगैरे येतात आणि त्यातल्या त्यात तुमच्याकड जर अ, इंटरनेट ऑफ थिंग्स आपण जे म्हणतो वेगवेगळे स्मार्ट डिवाइसेस जर असतील अ, फॅन किंवा अ, गीझर, अ, वॉशिंग मशीन, अ, एअर फ्रायर, इंडक्शन किंवा स्मार्ट बल्ब निघालेत आजकाल, नाही का, स्मार्ट फॅन निघालेत
हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हो. अगदी बरोबर. हं, हं. हं, हं, हं. हो अगदीच. स्मार्ट फॅन, स्मार्ट बल्ब, सर्वच आहे.
तर ह्या सर्व गोष्टी फोनवरनच कंट्रोल होत आहे आता. म्हणजे कुठे जायची गरज नाहीये. मग रिमोटची गरज नाहीये त्याला, नाही का, फोनवरनच. टीव्हीचं रिमोट पण फोनमध्ये आलंय डायरेक्ट. तर अ, एवढं दिनचर्या आपली बदललीच आहे आणि दुसरं सांगायचं झालं, फोनमध्ये कॅमेरा वगैरे असतो आपला. आधी कसं अ, कॅमेरा म्हटलं की वेगळं डिव्हाइस घ्यावं लागायचं, पण फोनमध्ये सगळं कॅमेरा पण आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग पण तुमचं होतं सर्व मस्त आणि तुम्ही फोन पण करू शकता एक दुसऱ्याला, डायरेक्ट. अ, वॉइस कॉल तर करूच शकता पण व्हिडिओ कॉल पण करू शकता, नाही का? तर या सर्व गोष्टी कुठेतरी मला वाटतं दैनंदिन जीवनामध्ये माझ्या बदललेल्या आहेत आणि नक्कीच अ, सुलभ झालेल्या आहेत गोष्टी सर्व काही.
हो, हो. अगदी. हो, अगदीच. हं, हं. हो, हो. अगदी. हं, हं. बरोबर आहे. हो, हो.